तर त्याच्यानंतर आम्ही थोडेफार बोललो. मग मी पहिल्यांदा कोणा मुलीशी एवढं संवाद साधलं एवढ्या वर्षांनंतर. आणि मग त्याच्याशी बोलणं झालं. मग ती अ, माझ्याशी बोलली. ती ग्राफिक डिझायनर आहे. तर अ, मस्त आम्ही खूप आमचं खूप बोललो आणि आम्ही तुम्हाला सांगू, मी 3 महिन्यांमध्ये कमिट केलं, की आम्हाला गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड नाही, तर नवरा-बायको व्हायचं आहे. 3 महिन्यांनंतर आम्ही आमच्या घरी सांग
अच्छा. हं. अरे, वाह! मस्त. हां. अरे वाह! म्हणजे रिअल बॉन्ड तुम्हाला भेटला बेसिकली, नाही का? असा टाईम पास नाही काही, म्हणजे आजकाल खूप चालू आहे. हं, हं, हं.
हो. अगदी. मग त्याच्यानंतर आम्ही अ, अनाउन्स केलं, की आम्हाला लग्न करून घ्यायचं. तर आमच्या, आता ती सिंधी, मी मराठी. आमच्यामध्ये थोडेसे मतलब फॅमिलीमध्ये पण थोडासा त्रास आला झाला, पण लग्नानंतर आज लग्न झालेलं आहे. आम्हाला 8 महिने झाले आमचं लग्न झालं. आणि मस्त सुरळीत चाललेलं आहे सर्व.
अच्छा. हां. अरे वाह! मस्त. मग त्या आयुष्यामध्ये जो तुमचा प्रसंग झाला होता सुरुवातीला, त्याचा स्वीकार केल्यानंतर, तुमच्या आयुष्यामध्ये जो बदल झाला, यामुळेच आजचा जो आयुष्य आहे, ते तुम्हाला जगता येतंय, असं तुम्हाला वाटतं का हो? म्हणजे असं तुमचं एक मत बनलंय का, की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं?
हं.